बापरे! हो का?
हो ना.
म्हणजे कसं आहे ना, ते इतका मोठा अडथळा आता ते ड्रायव्हिंग्स म्हणणं आणि ते पण परदेशमध्ये मध्ये खूप अवघड आहे ओ ते. पण चला तुम्ही तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला साथ दिली, तो जोडीदार तुमच्या सोबत होता, त्यानी साथ दिली. तुम्ही तिथे गेले, पहिल्यांदा तुम्ही फेल झाले पण तरीही तुम्ही काहीतरी शिकले त्याच्यामधून नाही का आणि हा अडथळा जो आला होता, तुम्ही नक्कीच तो सांभाळला. मग ह्या अडथळा जेव्हा तुम्ही सांभाळला, तेव्हा तुमच्या अ, जोडीदाराने तर नक्कीच तुम्हाला भावनिक पण मदत केली असेल. त्याच्यामध्ये मग काही आर्थिक अडथळे वगैरे पण आले होते का? काही उदाहरणं सांगाल का मला?
हं. हो ना. बरोबर. हं. हो ना. <chuckles> हो ना. हो ना. हो ना. हं, आता बघा ना, म्हणजे मला एक तर मी गोष्ट सांगेल, की मी भारतात राहिल्यामुळे, मला ना कमीत-कमी कसं राहायचं, कमीत-कमी अ, पैशामध्ये कसं राहायचं हे मला आईकडून मी पहिलेच शिकलेले आहे आणि आजही मला माहीत आहे. काही ग गरजा कशा असतात बघा, ज्याला आपण टाळूच शकत नाही आणि ज्या म्हणजे त्या जर का तुम्ही पूर्ण केल्या नाही, तर तुम्ही जसं आपण म्हणतो ना, लीगली तुम्ही अ, प्रॉब्लेममध्ये फसू शकता, जर का तुम्ही ते केलं नाही तर. तर ते करणं भागच आहे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. पण दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण काटकसर करू शकतो, आपण कंजूसी करू शकतो. मग त्यामध्ये मी कसं करायचा प्रयत्न करायची, की जेव्हा काही कुठल्या आर्थिक अ, अडचणी आल्या, तर मग अ, तशा वेळेस अ, आपल्याला काही म्हणजे सोपं कसं बनवता येईल? आपण अ, राजम्याची डाळ आणि मग भात बनवणं आणि म्हणजे कित्येक साऱ्या आणि हे आपण सगळं पौष्टिक जेवण आहेत हे. तर मला असं वाटतं, की अशा वेळेस मी खर्च वगैरेला थोडं सांभाळून मी जरा वापरलं आणि इकडे एका प्रकारचं थ्रिफ्ट स्टोअर पण म्हटलं जातं, की जिथे सेकंड हँड कपडे भेटतात आणि चांगल्या क्वालिटीचे कपडे असतात आणि ते तुम्हाला ना कमी कमी पैशामध्ये तुम्हाला भेटतात. तर तुम्हाला कपड्यांची वगैरे गरज असते. तर तुम्हाला ते भेटतं, तुम्हाला जास्त पैसे खरक खर्च करायची तुम्हाला गरज लागत नाही आणि मग अं, अशामध्ये बघा ना, अ, भावनिक अ, म्हणजे जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा कुटुंबाचा साथ असणं तर त्यामध्ये पण भरपूर मदत होऊन जाते.
हं. बरोबर. हं, हं. हो ना. बरोबर. नक्कीच. हं. हं, हं. बरोबर, हो. हं, हं. नक्कीच. हं, हं. हो ना? हो ना, छान आहे मग ते. हं, हं. नक्कीच. खरंच, ते पाहिजेच आणि भावनिक अडचणीमध्ये जर कुटुंब जर साथ दिला ना, तर खरंच खूप चांगलं पण वाटतं बरं का आणि मदत होते नक्कीच. मग आता मला हे तुम्ही सांगा, तर हे जे बदल झाले, मग हे नेमके बदल किती वेळासाठी होतात? म्हणजे किती वेळामध्ये होतं असं तुम्हाला वाटतात? प्रगती मोजायची काही तुमची पद्धत आहे काय? मला सांगाल?
हो ना. हो ना. हो. हं.